अत्यंत फायदा झाला. आणि बघा ना म्हणजे तिप्पट अ, रेट असला असता, पण आम्हाला 1/3rd मध्ये मिळून गेलं ते. तर आम्ही इतके लकी ठरलो, इतके खुश झालो की आम्ही घेऊन टाकलं.
अरे वाह! अरे वाह! मस्त. हं. बरं. म्हणजे तुम्हीच म्हणतात 800,000-900,000 ला पडला, म्हणजे तरी पण 800,000-900,000 आपले तसे तयार नसतात ना, तरी पण? ते कसं काय सांभाळलं तुम्ही?
हो. हो. त्यासाठी मी लोन काढलं. म्हणजे माझा जस्ट जॉब सुरू झाला होता. मी फ्रेशर होतो. 2 वर्ष झाली होती जॉब सुरू होऊन, 2006ची गोष्ट आहे, बरोबर. तर तेव्हा मग अ, लोन काढलं 8,50,000 त्याचा ई-एम-आय होता 8,000 तर तोही तेव्हा इतका जड वाटायचा ना, की 8,000 म्हणजे बाप रे! मला भरायचे आहेत.
अच्छा. हां, हां. हां. अच्छा. जे पगाराचा किती जवळ-जवळ?
अ, पगाराचा आता मला एक्झॅक्टली आठवणं किंवा सांगणं अवघड आहे. अ. नाही-नाही, अर्धा नाही. त्याहून कमी म्हणता येईल. पण एक असा मोठा चंक असल्यासारखं होतं ते की अ, बराच कमी होतोय पगार, पण घर मिळतंय. पण अ, लोन काढलं आणि ते आम्ही सगळी प्रोसिजर कंप्लीट केली. लोनचं जे आपलं कालावधी असतो, तो इतका लांब होता. म्हणजे 2006 पासून 2036 पर्यंतचा कालावधी त्यांनी दिला होता. 30 वर्षात. म्हणजे अजूनही मी भरत राहिलो असतो तो लोन वेड्यासारखा. पण काय झालं? एक एक गंमत झाली जी मला सांगायला नक्कीच आवडेल तुम्हाला.
जे अर्धं, अर्धा वगैरे जात असेल? हां. अच्छा. हो. मोठा चंक. आपल्याला हां. अच्छा. हां. 30 वर्षाचा. हां. अच्छा अच्छा. मग?